मग ह्या सगळ्यासाठी घरची चव टिकावी, म्हणून तुम्ही अशा काही छोट्या-छोट्या ट्रिक सांगाल का आम्हाला?
हां. हो. अ, घरची ट्रिक्स टिकावी म्हणून ना? हां आपण अशी छो घरची चव, हां आपण काय करायचं, आपण हे जे आपली आई हां, पण जर तुम्हाला परदेशात जायचं असेल ना, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आईच्या हाताचा मसाला घेऊन जावा लागेल कारण की ती चव तिच्याकडेच आहे आणि मस्त हां, तिच्याकडून थोडंसं शिकायला पण लागेल तुम्हाला कसं बनवते आहे ती. आणि या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, आता दा तुम्हाला सांगितलं, वरण-भात आहे किंवा बटाट्याची भाजी म्हटलं किंवा पराठा म्हटलं, त्या गोष्टींचं तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच ती बनवू शकता आणि त्याचं मोजमाप जे आहे ना, ते महत्त्वाचं आहे जर ते चुकलं की ते पण साधं जेवण पण चुकतं. साधं जेवण म्हणतो आपण पण नक्की त्याच्या मागे पण असतं खूप, त्या टेक्निक्स खूप महत्त्वाच्या आहेत.
हां, म्हणजे घरची चव टिकावी असं. हं. अ, हं. हां. <chuckles> खरं आहे, खरं आहे. बरोबर, हं. हो, हो. हं, हं, हं. बरोबर. हां. चुकतं, खरं आहे. हं. बरोबर. हो ना, हो ना. काय अशा अ, छोट्या-छोट्या टेक्निक्स म्हणजे एखादी थोडक्यात सांगू शकाल का टेक्निक?
असं. म्हणजे जी फोडणी द्यायची ते आहे ना, कोण-कोण काय करतं, असं एका कडेमध्ये फोडणी देता अन् त्यावरून भा अ, ते एखादी खिचडी किंवा एखादं वरण टाकतं. पण ते न करता एका एका वेगळ्या पातेल्यामध्ये वरण पहिले शिजवून घ्यायचं, त्याला चांगली उकळी आणायची आणि जो तडका पॅन असतो ना, त्यामध्ये सगळे ती फोडणी तयार करायची, अ, तुपा अ, तूप टाकायचं, मस्त जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिंग आणि लसूण वगैरे टाकून मिरच्या हिरव्या मिरच्या टाकून आणि ती फोडणी जर तुम्ही ती वरतून दिली ना, तर त्याचा फ्लेवर वेगळा येतो अन् त्यामध्ये ते सगळं मिक्स होतं हो आणि वरती ते एक दिसतं ना तुम्हाला, आपण हॉटेलमध्ये जातोय अन् वरती बघा, ते तडका दिसतो, तशा टाइपमध्ये ते वरण दिसतं आपल्याला.
हं. हं. बरोबर. अच्छा! हां. हं, हं. हं, हं, हं, हं. हां. आह! अच्छा, असं आहे का? हां, हो, हो, हो. क्या बात है! हे मी नक्की ट्राय करणार आहे आणि खूपच धमाल आली तुमच्याशी बोलून हां, सांगा ना?
हां हो नक्कीच ट्राय करा, खूप भारी लागतं ते. आणि अजून काय माहिती आहे का, तेच अजून आमच्या इथे काय करतात, असं चपाती कधी शिल्लक राहिली ना, काहीतरी मम्मीला म्हणते, "काहीतरी बनव" आणि मम्मीला पण रोज बनवून-बनवून कंटाळा येतो ओ, मग ती काय करते, मस्त असा एक कांदा चिरते बारीक, हां? कांदा चिरून झाला ना, कढईमध्ये थोडंसं तेल टाकते, तो कांदा त्यामध्ये टाकते आणि थोडीशी लाल मिरची पावडर असते ती टाकते, थोडं हळद आणि मीठ आणि आहे ना ते थोडंसं फ्राय करून घेते अन् त्यामध्ये नंतर आहे ना, अ, ते अ, मेजरमेंट बघून म्हणजे किती कांदा वगैरे आहे, आता 1-2 कांदे असतील ना, तर त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकते आणि ते थोडसं परतते. ते तुम्ही आहे ना, अ, खाऊन बघा चपातीसोबत काय छान लागतं, भारी! ते आम्ही इथं खाल्लं होतं ते कुठे खाल्लं होतं? अ, असं भजीच्या भजी वगैरे भेटते ना कुठे एखादा लेक वगैरे असं
हं, हं. हां, हां. हां. बरोबर. हं. अच्छा, हां, हां. बरं. हां. हं. हं. हां. हं, हं, हं, हं, हं. हं. ओह! अरे वाह! नक्की, नक्की. हां, ढाबा, ढाबा. हां.
हां, किंवा असं ग धरण वगैरे असतात तर तिथे तर तिथे मस्तपैकी स्पॉट तर तिथे खाल्लं होतं अन् ती मम्मी ने एकदा बनवलं अहा! हा! हा! काय भारी. त्यांच्यापेक्षा घरी भारीच झालं. खूप हो.
अशा ठिकाणी खाल्लेलं, हां. भारी! हां ना? <chuckles>
अशा खूप छोट्या-छोट्या मूग मुंगचा वगैरे डोसा वगैरे अशा गोष्टी ते सोप्प्या वगैरे.
खूप मस्त! हं.

हो, अजून एक स्पेशल म्हणजे मला आहे ना, पिठलं आणि भाकरी. ते अशी म्हणजे भाजी आपण किती पण चांगली करा किती पण तर्री आणा त्याला, पण ते पिठल्याची जी चव आहे ना आणि ती ते शेतात बसून खाल्लं तर अति उत्तम. आहाहा! कांदा फोडून खायचा, हां आणि त्याच्या साईडला मस्त हिरव्या मिरचीचा खर्डा आणि ते पिठलं. क्या बात है. म्हणजे अशी करते ना अशी पातळ आणि मस्त ती अशी घ गॅसवर अशी टम्म फुलते आणि मम्मीला म्हणते ना ती अशी टम्म फु फुगलेली भाकरी पाहिजे हां! तर ती मला मग लगेच प्लेटमध्ये आणून देते. मग ती खायची मजा पण खूप वेगळी आहे.
हं. वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! हं. हं. हं. हम्म. आहाहा! आता असा कांदा हाताने फोडायचा. हां, त्याची चव मस्त. आहाहा! क्या बात है! क्या बात है! क्या बात है! <chuckles> हं, हं, हं. हां, हां. हं. वेगळी आहे. खरंच, खरंच.
खूप छान लागतं ते, म्हणजे असं कधी-कधी असं स असतात ना साधं जे जेवण पण तुम्हाला मन तृप्त करतं.
हं. हो ना. मग तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आहे का हो? की जेव्हा तुम्हाला फार दुःखी वाटत होतं. पण अ, हे असं काहीतरी एकदम साधं जेवण तुम्ही जेवलात आणि एकदम मूड तुमचा रिफ्रेश झाला, अशी काहीतरी आठवण सांगू शकाल?
तोच हां. हां. हो काय झालं होतं एकदा, मला आहे ना असं काहीतरी चांगलं चटपटीत खावंसं वाटत होतं आणि थोडीशी तब्येत पण बरी नव्हती. मम्मीला नाही का मम्मी मला वडील बाहेरून आणतात ते पार्सल. मंचुरियन आण, पनीर आण, ड्राय आण पण ते मला काही आवडत नव्हतं. खूप खाल्लं काय-काय, पण ते तोंडात घातलं ना ते अ, उलटीसारखं व्हायचं. वासाने ते मळमळ करायचं. ताई म्हणाली, "थांब हे काही खाऊ नको, मी एक काम कर" मस्त तिने आहे ना, वरण-भाताचा कुकर लावला, हां? वरण-भाताचा कुकर लावला आणि मस्त अशी बटाट्याची भाजी म्हणतो ना नुसतं लाल मसाला वगैरे टाकून, ती तिने मस्त बनवली, एकदम स्पायसी. आहाहा! ते वासानेच तिथं म्हणजे नाही का आणि ती अशी पटकन झाली, अशी बारीक-बारीक चिरून, एकदम छोटे-मोठे म्हणतो ना तुकडे करून तिने बनवली होती आणि तव्यावर अशी थोडीशी त्याला कडक होईपर्यंत थोडीशी फ्राय केली होती आणि तिने मला एका साईडला वरण-भात आणि एक बटाट्याची भाजी दिली आणि त्यावर तूप होतं. आणि ते खाल्लं की नाही अशी चवच माझी च अ, चेंज झाली, नाही का. बाहेरचं एवढं खाऊन कधी टेस्टी आली, पण ते हलक्या जेवणाने पोट पण भरलं आणि जरा म्हणतात ना तोंडाला चव येणं, ते पण त्यातून झालं.
हं, हं. हां. अच्छा. हं. हं. हं. हं. बरं. हां, बरोबर. हां. हां. <chuckles> हं. वाह! वाह! वाह! वाह! वाह! हं, हं. हं. हां. हां. अच्छा! बरं. बदलली तोंडाची एकदम. खरंच, खरंच. हं. बरोबर. मग ह्या सगळ्या चवी, आता तुम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत कशा पोहचवता?
हो.

अ, माझ्या कुटुंबापर्यंत?
तुम्ही असं काय अ, स्पेशल करता खूप छान, त्या हातची चव जे अ, तुमच्या घरातल्यांना आवडतं किंवा आईला थोडासा विश्राम द्यायचा, म्हणून तुम्ही असा एखादा काय छान पदार्थ करता, जो अगदी साधा आहे, पण त्याने मन भरतं?
मला आहे ना दाल-खिचडी खूप छान करता येते. मस्त एका हां, मी काय करते, आता मला थोडंसं हॉटेल स्टाईल खूप आवडते नाही का, पण ती हॉटेल हॉटेलमधली नाही खायची असते, घरातली खायची असते. ते काय आहे बाहेर सोडा वगैरे टाकतात, ते आपल्याला थोडा त्रास होतो त्याने. मग मी काय करते, एका साईडला ना थोडंसं जास्त पाणी टाकून भात शिजवून घेते हां, पहिले थोडंसं. आणि अ, एक अ, एका वेगळ्या कुकरमध्ये तूरची डाळ असते ना ती शिजवून घेते आणि मस्त एखादा कांदा चिरायचा, टोमॅटो चिरायचा, अ, लसूण चिरायचं फोडणीसाठी, मिरची चिरायच्या उभ्या वगैरे आणि कढीपत्ता त्यासाठी लागतो आणि अ, ते झालं ना, मग कढई आणि ते सगळं दोन्ही शिजून झालं, मग हे डाळ, वरण शिजवलेलं आहे, डाळ आहे. ते आणि भात थोडं मिक्स करायचं, थोडंसं पातळ म्हणतो ना आपण, थिकनेस असं ग्रेव्ही टाईप. घट्ट. हां आणि मस्त कढईमध्ये ना तेल टाकायचं. मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी मस्त, कांदा लाल करायचा आणि थोडं हिंग पण टाकायचं त्यामध्ये, म्हणजे आपलं ते बाधणार नाही ती डाळ आणि अ, टोमॅटो टाकायचा. मस्त मिक्स करायचं आणि थोडीशी जर तुम्हाला अजून टेस्ट वाढवायची असेल, लसूण तर टाकलेलाच असतो आपण त्यामध्ये, तर तुम्ही अद्रक-लसूण पेस्ट पण टाकू शकतात, ज्याने की थोडंसं म्हणजे नाही का अजून अ, त्याला फ्लेवर छान येईल. हां, स्किप केलं तरी चालेल, अ, पण अ, मी टाकते त्यामध्ये. आणि मस्त तो मसाला एकत्र एकजीव करायचा आणि त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडासा आपल्या घरातला जो आपला स्पेशल आईचा जो मसाला असतो ना, तो थोडासा त्यामध्ये ॲड करायचा, जेणेकरून टेस्ट थोडीशी बदलेल. हां आणि हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि असं मस्त ते चांगलं असं लाल होऊन द्यायचं आणि वरून असं तो तडका आहे ना त्या खिचडीवर टाकायचा मग. मग काय होतं, की एकदम भारी असा आवाज पण येतो असं नाही का <shushes> असा एकदम तडका बसल्यासारखा. हां, चुर्र्कन आवाज येतो आणि मग ते मस्त एक असं थोडीशी 1 उकळी, 2 उकळी घ्यायची आणि आणि तूप पण असतं त्यावर वरून टाकलेलं आणि मस्त ग मस्त एका प्लेटमध्ये गरम-गरम खिचडी आणि एक अ, एका साईडला असा भाजलेला पापड आणि लोणच्याची फोड.
हो का, कशी करता सांगा ना? हं. हां, बरोबर. हं, हं, हं, हं. खरंच, खरंच. भातामध्ये सोडा टाकतात हो. हां. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हां. बरं. हं. हां. हां, हां. हं. बरं, हां. हं, हं. वाह! वाह! वाह! वाहा! हां. बरोबर. हम्म. आहाहाहा! हं. बरोबर. अच्छा! चव वाढते, हं. बरं, बरं. हं, हं, हं. हं. अच्छा! वाह! वाह! वाह! <laughs> बरोबर. हं. हं. आहा! क्या बात है! हां, तडक्याचा असा चर्र्र्र्र्रर्रर करून आवाज येतो. हं. हां. वॉव! वाह! वाह! आणि लोणचं आहा! हं, तोंडाला पाणी सुटलं. <laughs> खरंच, खरंच.
आहाहाहा! काय मेनू आहे. तुम्ही ती बिर्याणी पण विसराल आणि ती तुमची बाहेरचे तवा पुलाव पण विसरणार त्याच्या त्याचे हो. नक्कीच खूप छान चव लागते आणि आमच्या घरी सगळ्यांनाच ती आवडते. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत! एकदम स्पेशल आणि पेशंट म्हणून पण खूप आवडते ते. जेव्हा आजारी असते, की तीच फेव्हरेट. हो.
सगळंच, सगळंच. हो ना. हो ना. आवडते. सगळ्यांना ना. हो ना? आणि बाधत पण नाही. घरची एकदम. मग आजच्या अशा धकाधकीच्या आयुष्यात किंवा आपण अ, कधीतरी अ, कोणीतरी आपल्यातलं परदेशात असतं, कोणीतरी शहराबाहेर असतं, घरापासून लांब असतं.
नक्कीच. हां. हो.

त्यामध्ये ना माझ्या आईचा हातचा आहे ना मस्त पराठा घरी बनवलेला आहाहाहा! <shushes> हो मस्त. काय करते आई. मी तर कधी हेल्प नाही करत तिला. मी आयत्या ताटावर बसते मस्त. कारण की गरम-गरम खाण्यात मजाच वेगळी आहे ना हो. तर मी फक्त असं बघितलं होतं एक दिवशी तर ते सांगते तुम्हाला मी. आई काय करते पहिले गव्हाचं पीठ मळून ठेवते आणि ते मुरायला ठेवते म्हणजे नाही का आपण दहा पंधरा मिनिटं ते रेस्ट करायला ठेवते. म्हणजे त्यांनी अ, पराठा छान होतो आणि मग मस्त एका कुकरमध्ये शिट्ट्या घेते, बटाटा उकडायला टाकते आणि मस्त 2-3 शिट्ट्यामध्ये बटाटा मस्त उकडून होतो आणि इथे तिचे चालू असते बाकीची तयारी हिरवी मिरची, कोथंबीर, आणि लसूण त्याचे ते मिक्सरमध्ये पेस्ट करते. म्हणजे ते बारीक करून घेते. हां, हां. आणि बटाटा अ, उकडलेला असतो ना, तो थंड झाला ना मग त्याचे साल्ट वगैरे काढते आणि मग तसे बारीक-बारीक त्याचे फोडी करते, की जेणेकरून ते ते स्मॅश करता येईल. आणि काय आहे तिच्या 2 पद्धती आहेत हां. की ती एक कढईमध्ये थोडंसं तडका वगैरे देऊन पण बनवते आणि एक नुसतं नाही का आपण ताटामध्ये मिक्स करून पण बनवते. पण मला तर आहे ना ते तडका दिलेला जो असतो ना कढईमध्ये पूर्ण भाजी मळून घ्यायची त्याचा पराठा खूप आवडतो. मग काय करते ती मस्त कढईमध्ये गरम अ, गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये मस्त तेल टाकते आणि असे गरम तेल झालं ना त्यामध्ये असं मोहरीचा तडका पहिले, मग जिरं, मग कढीपत्ता आणि मग ती जी पेस्ट केलेली असते ना हिरव्या मिरचीची ती मग त्यामध्ये टाकते मग थोडासा ठसका होतो त्याचा कारण की ती मिरची असते आणि मग जला चांगलं मस्त फ्राय झालं मग त्यामध्ये तो बटाटा आणि अ, हळद टाकते, मीठ टाकते आणि मस्त वरतून खूप सारी कोथिंबीर, कोथिंबीरचा वास पण काय भारी येतो ना खाऊशी वाटते लगेच.
वाह! त्याची रेसिपी सांगाल का? हं. अच्छा! <chuckles> बरोबर. सांगा ना. हं. बरं. हां. हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हां. बरं. अच्छा, हं हं, हं. हां. हां. बरोबर. हां. हां. हां. बरं, बरं. हां, हां. हो का? बरं, बरं. हां. हं. अच्छा! हां. वाह, वाह,, वाह, वाह, वाह, वाह! हं. हां, हां. हां. हो. बरोबर. हं. हं. हं. हे ना? हो, खरंच, खरंच.

हो आणि मग ते सगळं मस्त मिश्रण एकजीव करते आणि ते थोडंसं थंड व्हायला ठेवते आणि मम्मीला म्हणते, "अगं, आवर किती वेळ झाला आहे? भूक लागली खूप जोराची." आणि मग मग मम्मी म्हणते मला "हां, देते आहे तुला." आणि मग नंतर मस्त असा तवा वगैरे ठेवते आणि मस्त ती पोळी लाटायला घेते आणि त्यामध्ये एका हाताने प्रेमाने असं तो बटाट्याचं सारण त्यामध्ये भरते. मस्त ते तिची एकदम तिची स्टाईलच वेगळी ती ती घडी करतो ना आपण पोळीची हां आणि मस्त असं पिठात वगैरे बुडून मस्त एकदम हलक्या हाताने नाही का? आपण असं बाळाला कसं क हे करतो कुरवाळतो तसं त्या मस्त असं तिची लाटत असते. एकदम प्रेमाने तर जसं की ते फाटू नये. हां आणि मस्त तव्यावर टाकते मग आणि दोन्ही दोन्ही साइडनी मस्त कडक थोडंसं क्रिस्पी आवडतात मला थोडं आणि शेकून नाही, मस्त साजूक तूप टाकून. साजूक तूप टाकून नुसतं शेकून मला ती असं एका साइडला दही आणि एका साइडला पराठा आहाहाहा! ते वासानेच पहिलं पोट भरतं आणि मग ते खाल्लं की विचारूच नका मग एका एका पराठ्यात होत नाही हां, असं 3-4 पराठे आले तरच ते पोट भरतं. हो असं सुंदर बनवते.
हां. हं. हं. <laughs> हं. हं. हं. वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! अच्छा. हां, हां, हां. हां, हां. पोळीला कुरवाळतात आईगं, किती गोड! हां. हं. मग असं बाजूने तेल टाकतात की नाही ज्याचा असा चुर्र-चुर्र आवाज येतो. हां. तूप. वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! वाह! आहाहा! <laughs> नाही हो. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. म्हणजे खरंतर 2 पराठ्यांनी पोट भरत असेल हो, पण मन भरायला जरा चार पाच पराठे लागतात. <laughs>
<tsk> मन भरत नाही ना. पोट भरतं पण मन नाही भरत. मग ते ते एक असं हळू-हळू करून कसं तरी घालायचं पोटात मन भरण्यासाठी तरी पण ते 4 परा पराठ्यात पण नाही भरत पण काय करणार थांबावं लागतं. नाहीतर ओव्हरफ्लो होऊन जाईल. <laughs>
खरंय. हम्म. अच्छा. हं. <laughs> मग एखाद्या अशा विश्रांतीच्या वेळेला किंवा अशा दुःखाच्या वेळेला कोणतं घरातलं साधं जेवण तुम्हाला जास्त जवळचं वाटतं?
हां.